काहीतरी करायचंय. तर मी ह्या शोधत होतो. हो, हो. बरोबर, बरोबर.
हां, हां, म्हणजे ध्येय निश्चित करत होते तुम्ही, की आता हे करायचंच आहे बाबा. <laughs> मग त्यासाठी तुम्हाला एखादी तुमची ठरलेली सवय काही कामी आली का? की जी तुमची प्रेरणा अजून वाढवतोय, जसं, की सकाळचं काही व्यायाम वगैरे किंवा म्हणतो की आप तुम्हाला सूर्योदय बघायची सवय आहे, सूर्यास्त बघायची सवय आहे किंवा गाण्यांचं काही नाद म्हणजे असं काही कामी आलं का त्यासाठी सवय?
हं. त्यासाठी माझी चित्रपट बघण्याची सवय होती मला. सिनेमा बघायचो. तर सिनेमा बघताना कंपोझिशन कसं असावं, फोटोग्राफ्स कसे असावे, किती लाईट असावा, काय असावा? हे तेव्हापासूनच सुरुवात झाली होती. म्हणजे तोपर्यंत मी 10वी पर्यंत आलो होतो. दहावी अकरावी पर्यंत आलो होतो मी तोपर्यंत.
अरे वाह. <laughs> हां. किती छान. अरे वाह! म्हणजे योग्य उपयोग केला तुम्ही सिनेमा चा? फारच सुंदर!
हो, हो, मग ते तर गाणी वगैरे सगळेच अ म सिनेमा सारखी स्टाईल वगैरे करणं बाकीचे सगळे लोक करतात. पण त्यातनं अ, फोटोग्राफी कशी असावी हे मला अ, त्यातनं कळत गेलं. आणि म मला असं वाटलं होतं, की मला आहे ना प्रशिक्षण घेतलं पाहिजे या गोष्टीचं. पण ...पण प्रशिक्षणच हो प्रशिक्षणच पण असं होतं, की अ, ते फोटोग्राफीच जे आहे तर त्याचे जे क्लासेस वगैरे असतात ते मुंबईला असतात. मी इथे गावी असतो. तर मग तिथे नव्हतं मग. म्हणजे आमच्या गावी अ, तो प्रकार नव्हता फोटोग्राफी शिकण्याचा. अ, म मग असं ठरवलं होतं, की ते फोटोग्राफर्स असतात स्टुडिओज होते तेव्हा असायचे. आता कमी झालं त्याचं प्रमाण. तर त्या स्टुडिओमध्ये आपण जाऊन काम करूयात, शिकवूयात. पण योगा-योगाने अम्म
हां. हां. हं. हां, हां, बरोबर आहे. नवीन होते ना तुम्हीपण? हं. हां. अरे देवा! हां. हां. हां, हां. हो.
त्या गावामध्ये एक फोटोग्राफी शिकवण्याचं इन्स्टिट्यूट आली अ, आणि तेही मराठीमधून शिकवणारी.
हां. अरे वाह! फारच सुंदर म्हणजेच मी म्हंटले ना, की म्हणजे आपल्याला ब्रह्मांडही मदत करायला लागतं, निसर्ग सगळं असं आपल्याप्रमाणे चालतं. खूप सुंदर!
हो. हां, येस, येस, येस, येस. हां, पुरी अ, असं नाही म्हणतात हे पुरी कायनात अ, साजिश लग जाती है <laughs> असंच काहीसं
हां, तुम्ही <laughs> फारच सुंदर. म्हणजे चुंबकासारखं काम करतात ह्या गोष्टी, सगळ्या ओढवल्या जातात. एकदम सुंदर. मग कधी असं वाटलं का, की अरे आता अभ्यासाचा ताण वाढतोय, फोटोग्राफीकडे लक्ष कमी जातंय? मग तेव्हा तुम्हाला म्हणजे प्रेरणा कमी जास्त होत होती का? की <smacks lips> अरे बाबा! आता थोडं हे बाजूला ठेवावं लागेल ते करावं लागेल असं काही?
हो, हो, हो. हां, हां. अ, नाही मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्या कारणाने माझा तो हां त्यावेळेस इंजिनिअरिंग थोडंसंन अ, रुक्ष आहे थोडासा असं हां पण मग जेव्हा अ, फोटोग्राफीमध्ये पण आपण जातो तर तेव्हा उलट रिलॅक्स व्हायचो मी. अभ्यासाच्या हां.
हां. अ, हो. हां. अरे वाह! छान. तुम्ही त्याला म्हणजे तुमचा रिलॅक्स टाईम देऊन छंदही जोपासून घेतला. अरे वाह. <chuckles>
रिलॅक्स टाईम मी हं म्हणजे मी अ, मी टाईम असतो ना आपला तो मी माझ्या अ, मी टाईम माझ्या फोटोग्राफी बरोबर करायचो. त्यामुळे अ, मला जेव्हा पण रिलॅक्स व्हायचं असे असायचं तेव्हा मी फोटोग्राफीकडे वळायचो.
हो, हो. अरे!